हो, हो, हो. बिलकुल आवडेल मी करतो ते. मी करतो ॲक्चुअली. जसं उरलं ना, तर असं खूप वेळा होत नाही बघा सण समारंभ महिन्यातून 1-2 वेळा येतात. हो, त्यावेळेस जेव्हा होतं असं, तर तेव्हा जातो, मी तिथे जाऊन देतो.
हं. नक्क हं. नक्कीच, नक्कीच. बरोबर आहे, हो ना. बरोबर आहे. हं. अ, नक्कीच आणि ज्या प्रकारे आपण अ, कुठे परगावी प्रवास करण्यासाठी जातो त्यावेळेस आपण घरून डब्बे किंवा मग अ, काही खाण्यासाठी नेतोच, तर तिथे भरपूर सारी अशी अन्नाची अ, नासाडी होती किंवा मग अन्न फेकले जातात. तर ते टाळण्यासाठी असे कोणते उपाय सांगाल, की तुम्ही आपण ते प्रवासाच्या अ, वेळेस बाळगले पाहिजेत? हं.
जसं, हं. हं, हं, हं. बरं, बरं, बघा प्रवासाला जातोय आपण, तर मुळात म्हणजे आहे ना, अन्न आहे ना तुम्ही घेऊनच नका जाऊ. कारण तिथं जे असतात, गाड्या वगैरे आता बघा, तुम्ही पॅक करून घेऊन जाणार, ते बॅगेट ठेवणार, पर्समध्ये ठेवणार कुठे पण ठेवणार, इन फॅक्ट, तर ते बघा, एकतर अ, प्रवास तुमचा लांबचा असेल, तर ते खराब होणार. तर खराब व्हायचे चान्सेस खूप असतात. दुसरी गोष्ट म्हणजे असं, की जेव्हा आपण ते घेऊन जातो ते पूर्ण खाऊ नाही शकत. गाडी कुठे थांबती, कुठे नाही थांबत. जर तुम्ही हे सार्वजनिक अ, अ, सेवा वापरत असाल. आणि जर स्वतःच्या गाडीत असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही घेऊन जाऊ शकता काही विषय नाही आणि प्रयत्न करा, की मला जेवढं लागतंय, जेवढं कितपत आहे, तर मी तेवढंच घेऊन जाईल, त्याच्यापेक्षा जास्त नाही.
हं. बरोबर आहे. हं. नक्कीच, नक्कीच. हं. हं. बरोबर आहे. हं. हो. हं. बरोबर आहे, बरोबर आहे. हं. बरोबर आहे. हं. हं, हं. बरोबर आहे. बरोबर आहे. हं, हं. बरोबर. नक्की नाही. हं. नक्कीच, हं. बरोबर आहे. नक्कीच, नक्कीच. अ, त्याच प्रकारे तुमच्या घरात आजी-आजोबा किंवा मग आपल्याला मोठ्यांकडून अ, अ, अन्न वाचवण्यासाठी काही ना काहीतरी अशा खास अ, टिप्स अ, ऐकायला मिळतात. तर अ, तशा तुमच्या आजी-आजोबा किंवा मग इतर अ, ज्येष्ठ व्यक्ती कोण अशा तुम्ही कोणत्या टिप्स ऐकलेल्या आहेत की जेणेकरून अन्नाची नासाडी होऊ नये किंवा मग अन्न वाया जाऊ नये. त्याबद्दल आण हं.
हो बघा, एक अ, अ, सप्लिमेंटरी फूड असतं आपल्याकडे जसं की तुम्ही भाजी करता काही वेळेस काय होतं, तुम्हाला टाईम नसतो करण्यासाठी किंवा घरामध्ये अवेलेबल नसतात तुमच्या, हे ना? तर जसे आपले ज्येष्ठ वृद्ध माणसं आहे, आजी-आजोबा झाले, तर ते चटण्या करून ठेवतात बघा आणि ते खूप दिवस चालतात. बरण्यांमध्ये ठेवलं ना, लोणचं असेल, तर तुम्ही जेव्हा कधी भूक लागली, 2 चपात्या घेतल्या, ती चटणी भरली त्याच्यामध्ये आणि तेल टाकलं आणि कांदा वगैरे त्याच्यात ठेचा वॉव! किती किती मस्त लागतं. हे खाल्लं असेल बघा तुम्ही. कधी ना कधी तर तुम्ही ट्रायच केलं असेल, केलंय का तुम्ही?
हां, हां. बरोबर आहे. हं. बरोबर आहे. हं, हं, हं. बरोबर आहे. हं. हं. बरोबर आहे. बरोबर आहे. हं, हं. बरोबर आहे, बरोबर आहे. हं, हं, हं. बरोबर आहे. हं. नक्कीच, नक्की हं. हं, हं. बरोबर आहे. बरोबर आहे. अ, नाही तसं तर काही जीवनामध्ये ट्राय केले नाही, पण नक्कीच आ, एकदा ट्राय करून पाहण्याची इच्छा आहे.
ॲक्चुअल्ली खरंच कांदा हा कांदा, चटणी आणि ठेचा वगैरे त्याची चटणी ती खाल्लीच नाही कधी?
बरोबर आहे. अ, नाही ते तरी समजा आमच्या इकडे फारसाठ्याचा खाल्ला जातच नाही परंतु तुम्हाला वाटतंय की अ, ट्राय हं.
कुठून आहे तुम्ही, कुठून कुठून येता तुम्ही?
अ, आम्ही इकडं महुत मराठवाड्यातून आपलं ते पय विदर्भातून येऊन राहिलं.

अं, असं तर घडलं आहे, खूप वेळा घडलं आहे. खूप वेळा म्हणजे वाया पण गेले आहे बघा. असं खरं बोलायचं म्हटलं तर. खूप वेळा म्हणजे असं फेकून द्यावं लागलं बट अ, हळू-हळू काय केलं मी, त्याच्यावर नियंत्रण मिळवलं. जसं की मी तुम्हाला बोललो ब मगाशी की थोडंफार जे उरलंय तर ते मी स्वतः खातो किंवा किंवा डब्यामध्ये भरतो आणि ते फ्रीजमध्ये ठेवतो दुसऱ्या वेळेस त्यांना हो खूप छान आहे तुम्ही पण करायला पाहिजेत. काय वाटतं तुम्हाला? <chuckles> तुमचं काय हे
हां. हां, हां. बरोबर आहे. हां, हां. बरोबर आहे ना. नक्कीच. हं. हं, हं. हां, हां. मग नक्कीच, नक्कीच. हं. वा! रे वा! हे चांगली आहे. हं, हे फार छान आहे. हं. नक्कीच, नक्कीच. अ, नक्कीच मला वाटतंय की स हां, सण किंवा ज्यावेळेस असे कार्यक्रम येतात त्यावेळेस अ, अ, जे शिल्लक अन्न आहे. हे खूप अ, उरतं. तर अ, ते करण्यासाठी बी आपण काही खबरदारी किंवा मग ते कसं उपयोगात येईल, यासाठी आपण काही अ, नियमावली बनवली पाहिजे. तसे आपले काही अ, नियमावली आहे का? ज्याप्रमाणे सण किंवा कार्यक्रमात जे शिल्लक अन्न राहतं. ते वाया न जाण्यासाठी आपण त्याचा कसा पुन्हा उपयोग करू शकतो, त्याबद्दल आपण काय सांगू शकतो?
हं. हं. जसं की बघा सणाकरता जेव्हा जेवण आपण बनवतो. आता तर स सणामध्ये जसं की घरी पाहुणे येतात खूप सारे, तर घरच्यांकडून होत नाही, मम्मीकडून माझ्या. तर आम्ही काय करतो? हे काम आचाऱ्याला देतो. तर आचारी आपल्याला विचारतो बघा, तुम्ही बघितलं असेल तुमच्या पण घरी सण-समारंभ असेल. तुम्ही कोणाला काम दिलेलं असेल, तर ते काय करतात? तर ते तुम्हाला विचारतात आचारी की, "तुम्हाला किती किती लोकं येणार आहे? किती लोकांचा स्वयंपाक बनवायचाय?" ओके, ते एक झालं. तर त्यानुसार ते बनवतात. तर आम्ही ते लोक बोलवतो. मग ते घरी येतात जेवतात तरी पण उरलंच जर उरलंच तर आमच्या इथे एक अ, संस्था आहे, वृद्धाश्रम आहे. त्यानंतर अजूनच एक साइडला नवीन हे झालंय बघा काय म्हणतात त्याला मॉस्क्यु टाइप मस्जिद झालेली आहे. तर ते उरलेलं जेवण आहे ना, त्यांना विचारतोय त्यांची परवानगी घेतो की, "आमच्याकडे असा-असा फंक्शन आहे आणि आमच्याकडे हे-हे उरलंय." जर ते ॲग्री झाले तर आम्ही अ, स्वखुशीने तिथे नेऊन देतो. हां, फक्त असं नाही. हे बघा, असं नाही की आम्ही फक्त तेवढंच नेऊन देतो. अ आधी जाऊन तिथं पण विचारतो, "तुमच्याकडे किती आहे जेवणारे?" कारण बघा मी कसं आहे, समजा जे उरलेलं घेऊन गेलो त्यांच्यापाशी तर तिथं जर खाणाऱ्यांची संख्या जास्त असली तर ते काय आहे अर्धे खातील, अर्धे नाही खाणार. किंवा कोणाचं पोट भरेल, कोणाचं नाही भरणार, असं. तर ह्याच्याकरता काय करतो, तो जो आचारी आहे त्याला मी परत कॉन्टॅक्ट करतो. त्याला म्हणतो की, "हे तुम्ही जेवण बनवलंय." त्याची थोडी अशी प्रशंसा करतो. ॲक्चुअली काय आहे ना अब्रप्टली समजा तुम्ही एखाद्याला परत जर सांगत असाल की हे बनवा, ही ऑर्डर मला परत द्या. तर ते टाळाटाळ करतात. तर मी त्यांना कन्विन्स करतो त्यांना हं, हं.
हं. बरोबर. हां, हां. बरोबर. बरोबर आहे. हं, हं. हं. नक्कीच, नक्कीच. हं, हं, हं. बरोबर आहे. हं, हं, हं. बरोबर आहे. हं, हं. हं. अगदी बरोबर. हं. हं. बरोबर आहे. हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं, हं. बरोबर आहे. हं, हं. पण हां, हां, हां. बरोबर आहे. हं, हं. बरोबर आहे. बरोबर आहे. हं, हं नक्कीच अ, बरकं बरोबर आहे. हं. नक्कीच, हं. हं, हं. आणि हं. हं. हो, हो. हं, हं. नक्कीच. हं. हो, बरोबर आहे. हं. अगदी, हं. बरोबर आहे. हं, हं, हं. बरोबर आहे. नक्कीच हं. हं, हं. नक्कीच, नक्कीच. हं, हं. हो आ आणि हं. आणि तुमच्या अनुभवातून असं आपल्याला वाटतं की अन्नाची बचत केल्याने जे आपल्या घरात आर्थिक अ, नियोजनावर याचा काही ना काहीतरी परिणाम होतो याबद्दल काय सांगाल आपण?

बघा पहिलं तर जेवढ्या गरजेच्या वस्तू आहेत, तेवढ्याच आणा. जसं 5 दिवसाच्या 6 दिवसाच्या, आठवड्याच्या, त्या आणा, त्याला फ्रिजमध्ये ठेवा थोड्या दिवसात. एवढं पण नको करू की म्हणजे महिनाभराचं आणलं आणि तुम्ही ठेवून दिलं. त्याने काय होतं माहिती आहे का? दिवसेंदिवस त्याची जी जीवनसत्वांची ही असते, त्यामध्ये जे मिनरल्स असतात, ते कमी होतात आणि जसं-जसं आपण त्याला स्टोअर करतो, ते ॲक्चुअली चांगलं नसतं फंगस वगैरे लागतात त्यात बॅक्टेरिया वगैरे, त्यामुळे हानी होऊ शकते. तर पहिली गोष्ट एक लिमिटमध्ये आणा. दुसरी गोष्ट लिमिटमध्येच बनवा किंवा जास्त जर झालं, तर कुठेतरी त्याचं दान करा. तिसरी गोष्ट अशी मी सांगेल की तुम्हाला जेवढं लागतंय, तेवढ्याच प्रमाणात ताटामध्ये घ्या, तेवढेच खावा. नंतर उरलं, तर त्याला पॅक बंद डब्यामध्ये ठेवून तुम्ही त्याला अ, संवर्धित करा आणि परत फ्रिजमध्ये ठेवा. दुसऱ्या वेळेस जेव्हा लागेल तुम्हाला, म्हणजे दुसऱ्याच दिवशी समजा रात्री खाल्लंय तुम्ही, उरलंय, सकाळी तो डब्बा उघडा, त्याला गरम करा, गरम पाणी टाका आणि तो पण खावा आणि मी ही मी पण हे असंच करतो. या नॉर्मल, छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, ह्या जर आपण ह्या केल्या, तर आपलाच फायदा आहे.
हं. बरोबर आहे. हं. बरोबर आहे. हं, हं. हं, हं. नाही, नाही. हं, बरोबर आहे. हं, हं. हं. बरोबर आहे, बरोबर आहे. हं. हं. बरोबर आहे. हं, हं. बरोबर आहे. हं. नक्कीच, नक्कीच. हं, हं, हं. हं, हं. नक्कीच न नक्कीच न हं. हं. हं. नक्कीच. हं, हं. हं. नक्कीच. हं, हं. अ, हो ना. अगदी बरोबर आहे. हं, हं. हं. हं, हं. अगदी बरोबर. हां. हां. अच्छा. हं. अरे वाह! हं. नक्कीच. हं, नक्कीच, नक्कीच. आणि पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात अन्न वाचविण्यासाठी अशा कोणते वेगळे उपाय आहेत, जे तुम्ही सांगाल की उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये अन्न जास्त वाया जाऊ नये यासाठी?
हां, उन्हाळ्यामध्ये बघा काय होतं? उन्हाळ्यामध्ये जास्त खराब होतं अन्न, आहे ना गर्मीमुळे, तर उन्हाळ्यामध्ये फ्रिजचा वापर करा. दुसरं पावसाळ्यामध्ये तर पावसाळ्यामध्ये भाज्या बघा खराब येतात, त्यामुळे त्या घेऊच नका, माती लागलेली असती भाज्यांना खालून. तर अशा भाज्या टाळा ज्या की डायरेक्ट अ, कॉन्टॅक्टमध्ये येतात अ, आपल्या ह्याच्या, सूक्ष्म जीवांच्या किंवा कचऱ्याच्या, पाण्याच्या. तर हा उपाय सांगेल मी.
हं. हं, हं. बरोबर आहे. हं, हं, हं. अगदी बरोबर. हं, हं. हं, हं. अगदी बरोबर. हं. हं, हं. अगदी बरोबर. हां. नक्कीच, छान वाटलं आपल्याशी बोलून. भेटू पुन्हा मग, चालेल. हां. हां. अच्छा. ठीक आहे मग, चालेल.
हो, मला पण, मला पण. हो, बिलकुल, बिलकुल, बिलकुल सर. हं, हं. ठीक आहे.

हं, हं, नक्कीच-नक्कीच. नक्कीच आणि त्याचप्रकारे समजा एखादे अन्न वा अ, उरलेले अन्न किंवा मग जे अ, वा खराब झालेले अन्न, ह्या अन्नाचा तुम्ही पुन्हा कधी असा वापर केलेला आहे का? अन् असा वापर तुम्ही कधी केला याबद्दल काय सांग हं.
हं. हो, खूप वेळा, खूप वेळा. हो, खूप वेळा केलं आहे, खूप वेळा. म्हणजे पहिली तर गोष्ट बघा, मी काय काटेकोरपणे काय नियम पाळलेला आहे, जसं की आणतो, तर त्याला ठेवतो. ओके. आणि गरजेनुसार त्याला बनवतो आणि ते जेव्हा आम्ही पण यू जेव्हा-जेव्हा आम्ही यूज करतो त्यावेळेस होतं काय असं, की समजा एखाद्या वेळेस जास्त बनतं किंवा कमी तर नाही बनत आपल्याकडे ही सवय आहे बघा, की <chuckles> आपण त्याला म्हणजे नाही का जास्त बनवत असतो, कमी तर नाही पडू देत, तर जे जास्त बनलेलं आहे, क कधी-कधी शेजारी-पाजारी जे असतात त्यांना वाटून देतो किंवा जे उरलेलं आहे त्याला रिहीट करतो गरम करतो आणि ते अन्न आम्ही खातो हं.
हं, हं. हां, हां, हं, हं. बरोबर आहे. हं, हं, हं, हं. बरोबर आहे. हं, हं. बरोबर आहे, हं. हं, हं, नक्कीच. बरोबर, नक्कीच. <chuckles> बरोबर आहे, हां. नक्कीच, नक्कीच. हं, हं, बरोबर आहे. हं, हं. हं, हं, बरोबर आहे, हं. हं, हं. अगदी बरोबर आहे, हं. हं. तर अ हं, त्याचप्रमाणे समजा आपल्या घरात लहान मुलं असतात किंवा मग इतर सारे असतात. तर ते अन्न वाया जाऊ नये म्हणून तुमच्या तुम्ही त्यांच्या कुणाशी काय खास अ, खबरदारी किंवा प करतात, की जेणेकरून हं.
हं, हे बघा, हा एकदम महत्त्वाचं बोललात तुम्ही. लहान मुलांच्या आहे ना, ताटामध्ये केव्हा पण देताना, केव्हा पण देताना एकदम मोजकंच देतो हा, किंवा विचारतो आधी, की "इतकं खाणार आहे का? की बाळा तू एवढं करणार आहे का?" अशा टाईपमध्ये. मग ते म्हणतात, "हां, हां." पहिल्यांदा बघा तुम्ही पण हे बघितलं असेल, की लहान मुलं घेताना खूप घेतात बट <chuckles> अ, ते जेव्हा खायची वेळ येते, अर्धं उरलेलं ठेवून देतात तसंच. मग मी काय करतो, हे बघा त्याच्यावर काय उपाय आहे, एक तर ते बघा लहान मुलं खातात, त्यांनी भलेही उष्ट केलं किंवा काय केलं, याचा अर्थ असा नाही की ते कंटॅमिनेटेड झालं किंवा त्याच्यावर काय दूषित झालं तर ते अन्न मी स्वतः माझ्या ताटामध्ये घेतो किंवा माझ्या घरात जे ज्यांचं जेवण चालू आहे त्यांना देतो आणि किंवा जर जरी उरलं सगळ्यांचं जेवण झालं आहे एक्चुअली, जरी उरलं तर ते फ्रीजमध्ये परत त्यांना पॅक करून ठेवून देतो, जेणेकरून
बरोबर आहे. हं, हं. हं, हं. नक्कीच. हं, हं. बरोबर आहे, हां. हं, हं. नक्कीच, हं, हं, हं. बरो बरोबर आहे. नक्कीच, हां. अगदी बरोबर आहे, हां. हां, हां. अ, हो ना, हो, बरोबर आहे. हं, हं, हं, हं. बरोबर आहे. हां, हां. नक्कीच. हं, हं. बरोबर आहे. हं, हं. बरोबर आहे, बरोबर. हं, हं. बरो बरोबर आहे. हं, हं. हं, हं. बरोबर आहे. हं, हं. तसे आपल्या घरात काय असे लहान मुलं किंवा काय आहेत का की असे प्रसंग आपल्या घरामध्ये घडतात? याबद्दल काय
हो, आहेत ना, आहेत ना. प्रत्येकाच्या असतात, तुमच्या घरात आहे का?
हं, हं. बरोबर. अ, नाही, आमच्या घरात तरी तसे काही लहान मुलं म्हणून नाहीत. परंतु अ, मला वाटतयं, की हां, असा प्रत्येकाच्या घरात असतात त्याच्यामुळे आपल्याला प्रसंग किंवा अशा गोष्टीला सामोर जावं वाटतं. तर आपल्यासोबत असा कधी प्रसंग काय घडलेला आहे का?
हं.

हो. होतो ना, होतो ना ऑब्वियसली त्यामध्ये खूप अ, फरक तर खूप पडतो. बघा जसं की आपलं जे बजेट असतं महिन्याचं मी ठेवलंय, आता माझ्या घरामध्ये मी ठेवलं आहे ₹4000 ते ₹5000 रुपये फक्त ह्या फळ आणि भाज्यांना लागणार आहे.
हां, हां. न बरोबर आहे, कारण हं. बरोबर आहे. हं. बरोबर आहे. हं, हं. बरोबर.
बरं, तर त्यानुसार मी ते नियोजन करतो जर आपण वाचवलं, तर तेवढेच पैसे कमी होणार आहे. बरोबर की नाही?
हं. नक्कीच. हं. नक्की, नक्की. बरोबर आहे. हं. आणि त्याच प्रकारे आपण कधी समजा घरी कधी तुमच्या लग नव लग्न किंवा वाढदिवस किंवा अ अनेक अ, सोहळे असतात तर अ, त्यासाठी अ, तुम्ही अन्न वाया जाणार नाही यासाठी तुम्ही घरी घरी कसे नियोजन करता याबद्दल काय सांगू शकता का?
हं. हां, सांगितलेल मला आता जस्ट थोड्याच वेळापूर्वी सांगितलं, की जे एक्सेस अमाउंटमध्ये उरले, तर ते मी माझ्या शेजारी जसं वृद्धाश्रम आहे जसं मी तुम्हाला मेन्शन केलं तिथं जाऊन आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो ते लोकांना विचाराव. हं
हां, हां. हां, हां. बरोबर आहे. हं. नक्कीच, नक्कीच. हं. अ, तर आपल्याला असं वाटतंय का, चुकून वाया गेलेले समजा अन्न अ, वाया गेलेले अन्न, समजा चुकून जर आपल्याच्याने वाया गेलेलं अन्न फेकून पाहिले की म्हणजे लोकांच्या मनामध्ये कशी भावना निर्माण होते किंवा मग एखाद्याला वाईट वाटत. तर आपल्याला समजा एखादे अन्न जास्त झाले आणि एखाद्याने ते फेकून दिलं आपल्या समोर तर तुमच्या मनामध्ये कशी भावना येते की काय वाटतं तुम्हाला?
हं. हो, वाटतं, वाईट वाटतं, अ, खूप वाईट जसं बघितलं आपल्याला असा राग-राग येतो म्हणजे असं वाटतं की ह्याला जाऊन काय करावं, काय नाही. लोकांनाही ते खायला नाही भेटत. तुम्ही बघू शकता. अन्न म्हणजे उपासमारीमध्ये जे भुकेने व्याकुळ लोकं आहे, जो तुम्ही हे ऐकलं असेल ग्लोबल, ग्लोबल हंगर इंडेक्स ज्याला म्हणतात त्यामध्ये ना भारताचा क्रमांक हा खूप वर आहे. खूप वर म्हणजे भूकमारीने एवढ्या लोकांना एक टाईमचं अन्न नाही आणि ही जी लोकं आहे असं फेकतात अन्न, तर ते बघून ऑब्वियसली कोणाला पण वाईटच वाटणार.
हं, हं. बरोबर आहे. बरोबर आहे ना. बरोबर आहे ना. हं, नक्कीच. हं, हं. नक्कीच. बरोबर आहे. हं, हं. हं, हं. हं, हं. नाही, अगदी बरोबर आहे. हं. बरोबर आहे. हं. नक्कीच. हो ना. हं, हं. नक्कीच. अ, जर अन्न वाया जाणं आपल्याला समजा कमी करण्यासाठी अ, शाळा, सोसायटी किंवा मग आपण संस्थांमध्ये द्यायला पाहिजे. तर असं तू तुमचं म्हटलंय तर तुम्ही कधी हं, हं.
हं. हो, ते करतो मी ते करतो. हं.
तर तुम्हाला हा उपक्रम करायला आवडेल का? समजा एखाद्या वेळेस जर अन्न तुमच्या घरी उरले किंवा मग शाळा, सोसायटी किंवा मग जो अनाथालय असो किंवा वृद्ध आश्रम असो यामध्ये द्यायला देण्यासाठी.